माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, आणि सामा समाज म्हटला, की त्यामध्ये कुटुंब व्यवस्था ही आलीच. आणि कुटुंब म्हटलं, की कुटुंबामध्ये अ, वाद-विवाद, अ, आनंदाने राहणं, आनंद, दुःख, सुख-दुःख अशा बऱ्याचशा गोष्टींची चढाओढ असते. पण तरीपण असं होतं की कुटुंबासोबत अ, आपण जेव्हा काम करतो, संवाद करतो, इतर काही गोष्टी करतो तेव्हा एक अ, सीमारेषा आपण अ, आखून घेतो. प्रत्येकजण आखतो ती आपापल्या पद्धतीने. तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कामासाठी सीमारेषा अ, कशाप्रकारे सेट करतात? किंवा कशाप्रकारे आखतात? काय आहे त्याची पद्धत आहे, हे सांगू शकाल प्लीज?
हो, नक्कीच मला तुम्हाला सांगायला आवडेल, <sniffs> की अ, ज्यावेळेला आपण काम करतो आहे, काम म्हणजे आपण घरातलंही कर म्हणतो आणि बाहेरचंही म्हणतो. ज्यावेळेला आपण अ, बाहेरील काम करतो, ऑफिसला जाणं आहे, तिथलं काम हाताळणं आहे. त्यासोबतच कुटुंबामधलं जे म्हणतो आपण की घरातली कामं आलीत किंवा घरातल्यांचं अ, काम करणं आलं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं आलं, तर या सगळ्या दोन्ही गोष्टींमध्ये ना, एक <sniffs> बाउंड्री लाईन असणं खूप, म्हणजे जी सीमारेषा असते ना, ती खूप गरजेची असते. तर मी काय करते ना, की ज्यावेळेला माझं कामाचा टाईम असतो किंवा माझे अ, जे कामाचे तास असतात, त्या तासातच मी माझे काम पूर्ण करून घेते. नाही झालं तर दुसऱ्या दिवशीचे जे तास आहेत त्यातच करते. पण ज्या जे तास मी माझ्या कुटुंबासाठी दिले आहेत किंवा घरातल्या कामांसाठी दिले आहेत ना, त्यावेळेत मी कुठलेही ऑफिसचं काम किंवा बाहेरच्या गोष्टी करत नाही. <sniffs> तो वेळ फक्त माझा माझ्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या असलेल्या कामांसाठीच असतो. असं मी एक प्रकारे, दोन विभाजन करून घेतलेत त्या गोष्टींना.
अच्छा. ओके. अच्छा. अच्छा. अरे वाह! खूप छान. म्हणजे तुम्ही जो प अ फॅमिली टाईम असतो, परिवाराचा टाईम असतो, तो फक्त कुटुंबासाठीच असतो. आणि जो ऑफिस टाईम असतो तो ऑफिससाठीच असतो. अशी एकदम तुम्ही कट-टू-कट अ, विभागणी केली आहे, की ही वेळ माझी ऑफिससाठी, ही वेळ माझ्या कुटुंबासाठी. वाह! खूपच छान. पण तरीही, कधी-कधी असं होतं ना, की आपण अ, कामात आहोत, एखादं प्रोजेक्ट आला आहे किंवा एखादं अर्जंट ऑफिसचं काम आहे, ते संपवणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपल्या कंपनीला किंवा आपले जे आहेत त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. तर तेव्हा मग अशी तुम्ही फ्लेक्सिबिलिटी ठेवली की की जी ही सीमारेषा आहे तर अ, कुटुंबाला आपल्या विश्वासात घेऊन त्यांना सांगणं, की नाही आज मला आहे ना 1 तास इथे जास्त काम करावं लागेल. अ, त्यामुळे मग आज थोडंसं 1 तास इकडे कमी देते मी, पण मग पुढच्या याच्यामध्ये अ, 1 तास यांचा कमी करून तो वाढून घेईल वगैरे. असं थोडी फ्लेक्सिबिलिटी असते.
अ, हो. अ, हो. हो, हो. अ, हो. अ, हो नक्कीच. अ, बघा म्हणजे कुठल्याही ठिकाणी तुम्ही काम करा, तिथे कधीकाळी अशी वेळ येतेच, की अ, अर्जंट काहीतरी काम वाढवतं किंवा म मीटिंग आहे, तर मग ते क्लाइंट्स थोडेसे उशिरा आले, मग तुम्हाला तुमच्या जे तास तुम्ही ठरवले त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्हाला थांबणं येत आहे. तर अशा वेळेला आहे ना, माझ्या आयुष्यात मी कारण की येणारच. आपल्याला सगळ्यांना माहिती, की हा अ, हा जो असतो वातावरण ते येणारच कुठे ना कुठे काम करतो आहे म्हटल्यावर. तर अशा वेळेला ना मी काय केलं आहे ना, की माझी जी कलीग आहे, जी मैत्रीण आहे, तिला मी सांगितलं आहे, की आम्ही दोघी एकाच ठिकाणी काम करतो. तर अशा वेळेला, की "आज मी ना थांबते आहे इथे. मी माझ्या घरी कळवलं आहे तसं. घरचे तर मॅनेज करतील, कारण की घरी कसं आहे, मी माझ्या मिस्टरांवर जास्त अवलंबून आहे. कारण की काही गोष्टी त्या सांभाळून घेतात घरातल्या. तर ते अ, तिथे मी कामाच्या तिथे मी ठीक आहे, मी आज थांबते. पण मग उद्या जर मला लवकर घरी जावं लागलं किंवा एखाद्या दिवशी मलाही घरी अ, राहावं लागतं आहे किंवा थांबावं लागतं आहे, तर मग अशा दिवशी तू मॅनेज करशील का प्लीज?" तर मी तिथेही त्या गोष्टी मॅनेज करते. कामाच्या ठिकाणी, की ठीक आहे, मी थांबते, आपल्या कंपनीचं काम आहे, महत्त्वाचं काम आहे, ते आपल्याला करणंच आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. तर मी तिथे एक्स्ट्रा टाईम थांबून आणि ते काम पूर्ण करते. त्याच वेळेला ज्यावेळेला माझ्या घरी माझे तास कमी पडतात, तर मग अशा वेळेला माझे जे हसबंड आहेत, ते ते माझ्या गोष्टींची कमतरता भरून काढतात. किंबहुना ते घराकडे लक्ष देतात जास्त वेळ आणि मग मी माझं काम अ, करून घेते.
अच्छा. बरं. बरोबर, हो. हं. हं, हं. अच्छा. आणि तुमच्यासोबत म्हणजे आता मिस्टर तर सगळं सांभाळून घेतात पण अ, अ, सोबत अ, सासू-सासरे वगैरे ही असतात का तुमच्या?
हो. हो, आमची ना जॉइंट फॅमिली आहे आणि जॉइंट फॅमिलीमध्ये कसं आहे, म्हणजे माझे सासू-सासरे जे आहेत, ते 60ठी पार आहेत. म्हणजे ते अ, हो. ते त्यांच्यावर जास्त मी अवलंबून नाही राहू शकत, अ, कितीही म्हटलं तरी. तर आम्ही अ, दोघंजणं कसे, आम्ही वर्कहॉलिक आहे, आम्हाला काम करणंच आहे. पण कधी-कधी कसं होतं ना, की त्यांना लवकर टाईम मिळतो घरासाठी, मला उशीर होतो. तर मग अशा वेळेला ते अ, बाकीची जबाबदारी घेतात, क बाकीच्या गोष्टी करुनं करणं म्हणा किंवा आईंच्या हाताखाली उभं राहणं म्हणा, मुलांचा अभ्यास घेणं. मग अशा वेळेला ज्या वेळेला मी कमी पडते, तर मग अशा वेळेला ते तिथे उभे राहतात आणि त्यांचा मला या गोष्टींना पूर्ण पाठिंबा असतो.
अरे, वाह, वाह! छान. अच्छा. हां. हं. हं, हं. हं. हं. अरे वा! छान, छान. अ, ब, त्यांचा जसा तुमच्या मिस्टरांचा पाठिंबा आहे, त्याच पद्धतीने तुमच्या सासूबाई असतील किंवा सासरे असतील, हेही तुम्हाला सपोर्ट करतात की त्यांची अपेक्षा असते की नाही कुटुंबाच्या वेळेस तुम्ही कुटुंबालाच दिलं पाहिजे, असं काही असतं का?
<chuckles> हो, आता तसं कसं आहे, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या की कुठल्याही सासूला असंच वाटणार आहे, की तिच्या सुनेने जास्त करून लक्ष तिच्या कुटुंबाकडे दिलं पाहिजे आणि मी याच्यात काही अ, दुमत ठेवत नाही आहे. प्रत्येक सासूला असं वाटणारच, नाही तसं पण अ, काही अ, अ, अंशी कसं असतंय ना, की आपण जर त्यांना नीट समजून सांगितलं ना, की "नाही, मला खरंच आज टाईम नाही मिळाला किंवा येव ह्या आठवड्यात मला नाही वेळ मिळणार आहे आणि तुम्ही प्लीज सांभाळून घ्या." थोडीशी होणारच आहे उण-दुणं, पण मग आपण सांभाळून घेतलं, तर मग समोरचा व्यक्ती पण मग बोलून-बोलून किती बोलणार ना, आपल्याला? मग त्याच्यामुळे आम्ही सांभाळून घेतो ही <chuckles> ही कंडिशन.
हां. हां, हां. हं. हं, हं. हं. हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हां. नाही, पण त्यांना अ, म्हणजे आजकालचे जे स्पर्धेचं युग आहे आणि ते कामं करण्याची जी पद्धत बदलत चालली किंवा अ, खूप वेळ द्यावाच लागतो, हे त्यांनाही तुम्ही कधी समजून सांगितलं असेलच ना? तुमच्या सासूंना-सासऱ्यांना की नाही आता हे अ, जग फार बदललंय, आधीसारखं नव्हतं की 5:00 वाजले की बस, आपल्याला काही घेणं-देणं नाही, आपण चाललो घरी, तर आता तसं नाही आहे थोडंसं अ, थांबावं लागतं तर अ,
हां. हो. त्यांना <chuckles> हो, अगदीच. बरोबर. ते कसं आहे ना, तुम्हाला सांगते मी, की अंम, त्यांचं कसं आहे, की अ, त्या आता जास्तकरून सिरीयलीमध्ये रमतात, <chuckles> जे नाटक आपण नाही म्हणतो. आणि त्यामध्ये कसं आहे ना, की ती जी अ, भूमिका असते ना, स्त्रीची, <sucks teeth> ती म्हणजे एकदम परफेक्ट दाखवण्यात इतके र रस असताना सगळ्यांना, की <sucks teeth> ही समोरची व्यक्ती एकदम परफेक्ट आहे, ही घर पण सांभाळते, ही काम पण सांभाळते, ही ही सगळं करते. मग ती तीच भूमिका अ, त्यांच्या मनात फिट बसून जाते ना, <sucks teeth> की "हां, मग आमच्या सुनेने पण असंच केलं पाहिजे." पण रियालिटी तशी नसते, <chuckles> रियालिटी ती खूप वेगळी असते. तर मग अशा वेळेला ना, <sucks teeth> अ, की मी काही गोष्टींना दुर्लक्ष करते, की वाद नको करायला आणि वाद घालायचेच नाहीयेत. हो, ठीक हे, तुम्ही म्हणताय ना, मी पटवून देते की आहे अ, बाहेरचं जग खूप बदललं किंवा बाहेर जसं तुम्हाला वाटतं, तसं नाहीये. पण, कसं आहे ना, की जे 60ठी पार आहेत ते आणि लहान मुलाचं मन हे निरागस आहे. त्यांना कितीही समजून सांगा, ते शेवटी त्यांच्या मतावरच ठाम आहे. तर मी पण जास्त मनावर घेत नाही आणि अ, <sucks teeth> ती गोष्ट मी तिथेच सोडून देते.
अच्छा. <chuckles> ओके, ओके, ओके. हां. हां, हां. काम पण सांभाळते. हां, हां, हां. हां. तशी नसते. अच्छा. हं. हं, हं. चालेल. अरे वाह! किती छान, किती छान. आता त्या सीरियलमध्ये पण असंच दाखवलं जातं ना की ती बाई सकाळी उठते. आता ती सकाळी उठताना पण इतका शृंगार केलेला असतो तिने. ग गंध, मेकअप, तिच्या बांगड्या वगैरे, साडी अशी एकदम चापून-चोपून, इस्त्री वगैरे केलेली एकदम सगळंच, अ, हेअर स्टाइल वगैरे. त्यात तिने सगळा नाश्ता केलेला असतो. अ, अ, घरामध्ये त्यांचे 10 सदस्य असतील, 10 सदस्यांना वेगवेगळे पदार्थ केलेले असतात. ते दिलेले असतात आणि प्लस ती "मैं चलो मैं अभी ऑफिस में जा रही हूँ" वगैरे, वगैरे असं म्हणून <chuckles> आणि ते टायटलही देतात, आई कुठे काय करते? असं हां, अशा प्रकारचं पण टायटल तिथे लोकं देतात. असं असताना अ, तर थोडंसं मी मागे जातो आणखीन आणि असं विचारतो की अ, अ, तुम्ही आता अ, लग्नानंतर जॉब करत आहात की त्या आधी पण तुम्ही करायचेत?
अ, हो. <chuckles> अगदीच. हो. <chuckles> हो. वेगवेगळे. <chuckles> अ, हो. हो, हो, हो, हो. बरोबर. बरोबर. हो, हो. नाही, लग्नानंतरच मी अ, जॉब करायला लागले म्हणजे लग्नाच्या आधी मला तसा एक्सपिरियन्स नाही आहे जॉबचा की मी अगोदरच लागले वगैरे. पण लग्नानंतर मी अ, म्हणजे माझं शिक्षणच अ, नव्हतं इतकं पूर्ण झालेलं. लग्नानंतर पूर्ण केलं आणि त्यानंतर लगेच माझे हसबंडच बोलले की "घरात बसून राहण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की कसं आहे, तुम्ही अ, जसं तुमच्या माइंडला प्रेफर कराल ना, एखादी स्त्री ज्यावेळेला अ, अं, बाकीच्या क्षेत्रांमध्ये उतरते ना तर ती खूप कमाल करून दाखवते." असं माझ्या मिस्टरांचं मत आहे. आणि ते मला बोलले की "तू नाही, तू घरात बसून राहू नको आणि प्रत्येक स्त्रीने ना तिच्या तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कारण की वेळ कधी अं, बदलेल हे सांगता येत नाही आणि अ, तुम्ही, तुमचं फॅमिली, तुमचं कुटुंब सांभाळण्याचं जसं पुरुष मंडळी आहेत, जसं ते सक्षम आहेत, तसं तुम्हीही व्हा." असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी मला त्या गोष्टीवर खूप जोर दिला आणि मग मलाही त्या गोष्टी पटत होत्या. मग तिथून हळू-हळू सुरुवात केली आणि मग कुठे जाऊन कुठे स्टेबल अशी नोकरी मला मिळाली.
ओके, ओके. अच्छा, अच्छा. अच्छा. बरोबर, बरोबर. हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर. हां. अगदी. वाह! वाह वाह! किती छान. अ, तुमच्या मिस्टरांना खरंच सॅल्यूट आहे. या गोष्टीसाठी इतके समजदार खरंच लोक नसतात तर ते घरात बऱ्याच अंशी म्हणजे आता ते प्रमाण कमी झाले. पण बायको आली, की ती घराचं चूल आणि मूल एवढंच बघावं अशी अपेक्षा असते, पण तुम्ही तिकडनं तुमचं शिक्षण अपूर्ण राहिलेले असताना तुम्ही इथे आलात, तुमच्या सासरी शिक्षण पूर्ण केलं आणि एक नव्या अ, समाजामध्ये तुम्ही एक नवीन नोकरी घेऊन, नवीन आयुष्य आणि तुम्ही खास करून अ, स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, की अ, वेळ काही सांगून येत नाही, कुणावरती, कश्यावर, कशीही वेळ येऊ शकते. तर आपल्या पायांवर उभंच राहायला पाहिजे. खूप छान, खूप छान अ, उत्तमच. मग त्यामध्ये आता आणखीन एक छोटासा असं अ, की बायको कामाला जायला लागली, की मग त्यामध्ये एक असाही येतं, की अ, तिचे जे काही आर्थिक व्यवहार असतात ते मिस्टर बघतात. किंवा मग अ, कमवून आणलेत ना मग तू घरीच खर्च कर किंवा अ, माझ्या आई-वडिलांवर खर्च कर अ, तर मग अशा, अशा प्रकारचं पण काही, काही ठिकाणी होतं, तर तुमचा अनुभव काय आहे याबाबतीत?
हो. हो, हो. हो. हो. नक्कीच. हो नक्कीच अ, बघा खूप सिंपल आणि खूप अ, सॉर्टेड आम्ही हे सगळं ठेवलंय, की दोघांचा पगार आहे आणि दोघांना मिळून घर चालवायचं आहे. जसं <sucks teeth> जुने लोकं म्हणतात, की नवरा बायको ही गाड्याची 2 चाकं आहेत, आणि ती होतच व्यवस्थित चालली पाहिजे. तसंच आम्ही काय केलं आहे ना, की <sniffs> आमची पर्सनल स्पेस तर एकमेकांना दिलीच आहे, पण त्याही सोबत, की घरातले जे खर्च आहेत ते आम्ही वाटून घेतले आहेत. असं नाही, की तुझा पगार आहे. मग तू कुठे गेला किंवा मग तुमचं आहे मग तुम्ही काय करताय? मग जसं घराचा हफ्ता आहे मग तो मी कशाला भरू? घर तुमच्या नावावर आहे तुम्ही भरा, असं काहीही नाही आहे. माझा पगार जर पहिला आला तर मी पहिले हफ्ता भरून टाकते. लाईट बिल आलं तर हे बाकीच्या गोष्टी असं काही नाही आहे, की उगाचच <sucks teeth> माझं मी, मी कमावलं आहे आणि मग मी फक्त माझ्याकडेच बघणार. मी तुमच्या आई-वडिलांकडं नाही बघणार <sucks teeth> असं मुळातच नाही आहे. कारण की दोघंही आम्ही खूप मॅच्युअर आहोत, समजदार आहोत, आम्हाला कळतंय, की आम्ही नेमकं कशासाठी हे सगळं करतोय? आणि अ, का करायचं आहे आम्हाला? तर त्यामुळे आम्ही पूर्ण प्लॅनिंगनी आणि सगळं व्यवस्थित जे व्यवस्थापन म्हणतो ना 2 व्यक्तींमधलं जे नातं आहे ना ते व्यवस्थित सांभाळून आम्ही सगळ्या ह्या गोष्टी अ, शेअर करतो .आणि सगळ्या गोष्टी हाताळतो.
हो, हो. हां अरे वाह! हां, हां ,हां. हां, अरे वाह! किती छान, किती छान वाह, वाह! हां, हां. वाह, वाह, वाह! किती छान, म्हणजे हे माझं, हे तुझं असं न म्हणता हे सगळं आपलं आहे. असं तुम्ही म्हणतात वाह, वाह! खूपच छान. मग इथं खरे तर काय त्याला म्हणूयात अ, आपल्या भारताची संस्कृती आहे ही, की हे सगळं आपलं आहे आणि हीच सुखाची खरं मला वाटतं गुरुकिल्ली आहे. अ, कुटुंब आणि काम यामध्ये त सीमारेषा करतानाही आपल्या नात्यामध्ये कुठलेही सिमिरेशन नाही राहत. आपण ते एकच असतो अ, ह्या गोष्टी तुमच्याकडनं मी आज ऐकल्या आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आपण नक्की पुन्हा भेटूयात अ, वेगळ्या विषयावरती आपण बोलूयात अ, तूर्तास तुमचे खूप-खूप आभार धन्यवाद.
आपलं आहे, हो, हो हो, हो. हो, हो अगदीच. हो. हो नक्कीच मला. हो, मलाही तुमच्यासोबत बोलून खूप-खूप छान वाटलं. तुमचं पण खूप-खूप धन्यवाद.